हो. अ, किती वेळा असं होतं की, अ, करियरच्या वेगवेगळ्या पडावावरती असं होतं, म्हणजे जेव्हा सुरुवातीला आपण अ, एखादं म्हणजे म्हणतो ना, की छोट्या फर्ममधून आलेलो असतो आणि मग अ‍ॅक्चुअल कंपनीमध्ये गेल्यावरती ते एक एखाद्या, म्हणतो ना, अरे छोट्या कंपनीला म्हणजे छोट्या फर्ममधून आलेल्यांना तेवढं हे करत नव्हते, भाव देत नव्हते. हां. अरे पण हां, नॉलेज तेच आहे ना पण. का म्हणजे हळू हळू मग ते म्हणतो ना, संधी मिळाली ना, की मग त्यांना जाणवतं की अरे! हां, हिला पण माहिती आहे. पण ती संधी मिळेपर्यंत एक ती तेच असतं ना, अरे, करू की नको, सांगू की नको, हां. मला पण जमेल की नाही? हां. म्हणजे असं एक फक्त संधीसाठी एक वाट बघत असतो ना आपण फक्त, की कोणतरी आपल्यावर विश्वास ठेवेल आणि तर ही पहिली गोष्ट विश्वासाशिवाय मिळत नाही ना, पहिली गोष्ट जी असते, कोणतरी आपल्यावर कधी-कधी परिस्थितीमुळे पण भेटतं. मला, मला आठवतंय आर्टिकलशिपमध्ये असं झालं होतं, की 6 महिने मी बसून होती. मला फक्त टायपिंग मिळत होतं आणि नंतर असं झालं की अ, टेक्नॉलॉजीच बदलली. म्हणजे जे सॉफ्टवेअर वगैरे आहे ना, त्यांनीच रिटर्न फाईल करणं कंपल्सरी झालं. ऑनलाईन कंपल्सरी झालं आणि त्यामुळे त्यांना भरपूर जणं हवे होते. आधी कसं, रिटर्न फा हे करताना ते लिहून मोकळे होत होते. आता त्यांना तेवढं टेक्नॉलॉजी येत नाही आणि आपण यंग मुलं म्हणून टेक्नॉलॉजी येते. तर त्यामुळे आपल्याला आपली जे काही कॅपॅसिटी आहे, जे काही शिक्षण घेतलंय, ते दाखवायची तेव्हा संधी मिळाली. आणि मग ते
हं. बरोबर. हम्म. बरोबर, बरोबर. भाव देत नाही. तेवढा रिस्पेक्ट नसतो. हो. बरोबर. हम्म. किंवा करू शकते, हिला पण ट्रेनिंग भेटली तर करू शकते. हां. बरोबर. हं. बरोबर, हां. हं. बरं. हां. हम्म. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. मग ह्यात मला तुम्ही सांगा, की तुम्ही ही कथा, तुम्ही रि तुम्ही कोणाला रिकमेंड करणार का आणि जर का कोणी रिकमेंड तुम्ही केली कोणाला, तर कुठल्या प्रकारच्या ग्रुप्सला तुम्हाला वाटेल की ही ही मूव्ही ही अ, कथा ही कोणाला रिकमेंड करावीशी वाटेल तुम्हाला?
हं.

अरे वाह! मग तुम्हाला असं कधी वाटलं का, की तुम्ही त्या पात्रात. तुम्ही कधी स्वतःला वेगळ्या रूपेत असं बघितलं का? जरी तुम्हाला ते चॅलेंजस नसले, तरी असे काही वेगळे असे चॅलेंजस होते का? की ज्या त्या पात्रात म्हणजे तुम्हाला एका प्रकारचं कनेक्शन वाटलं?
हो, म्हणजे अ, जसं एक कधी-कधी असं होतं ना, अरे! कोणच समजून घेत नाही आपल्या. आपल्यामध्ये पण कॅपेबिलिटीज आहेत, पण मला ते फक्त बाहेर काढायला जरा एखादा, अ, काय म्हणतो ना, एक अ, संधी पाहि म्हणतो आपण. म्हणतो ना, की गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन, गिव्ह मी अनदर चान्स एक असं म्हणतो ना, कधी कधी असं वाटतं फक्त एक चान्स पाहिजेल आहे मला, मला प्रूव्ह करण्यासाठी असं कधी-कधी वाटतं. तर ते जरासं थोडंसं, तेच त्याला जो हात मिळाला थोडसं गाईडन्स हवंय किंवा थोडसं संधी हवी आहे असं असतं. पण आहे आपल्यामध्ये ते आपल्यालाही कुठेतरी, अ, लोकं असं बोलतात ना सारखं, तुला काय येणार? तुला काय जमणार? असं किती वेळा होतं आणि खरंच आपण ते अ, स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो. ते बोलत आहेत ते बरोबर आहे का? म्हणजे आपण आपल्या अ, काय म्हणतो आपले जे कॅप कॅपॅसिटी आहे, आपण जे करू शकतो त्याच्यावर आपणच शंका घ्यायला सुरुवात करतो. इतरांच्या बोलण्यांमुळे इतर इतरांच्या सारखं ते एक म्हणतो, काइंड हॅमरिंग झालेलं असतं आपल्यावरती हां. हो.
हं. बरोबर. हो. हं, हं. हं. बरोबर. हो ना. हां. हम्म. हो. हो ना. हं. हो. हम्म निगेटिव्ह सारखं. आ तेच आपल्याला असं वाटतं की तीच रिअ‍ॅलिटी आहे. म्हणजे एका प्रकारचं, ते एक डिसेप्शन क्रिएट करतं. म्हणजे एका प्रकारचं जी गोष्ट रिअ‍ॅलिटी नाही आहे. ते म्हणजे, ती म्हणजे खोट्यावरती बेसिस असतात त्याचे, तर त्याच्यावरती आपण, अ, म्हणजे विसरून जातो आपण की खरं काय आणि खोटं काय आणि आपण जे बोललं जातंय त्याच्यावरतीच विश्वास जास्त जसं तुम्ही म्हटलंय. मग अशा ह्या कथेमध्ये, ह्या मालिकामध्ये, अशी काही ठळक एखादे सीन तुम्हाला आठवते का? की जी तुम्हाला भरपूर आवडली त्या पिक्चरमध्ये?
हां. हो. हां. नक्कीच. हो. हो.

सगळ्यात सीन तो जो होता ना, की तो अ, एकदम अ, म्हणजे घरच्यांशीही बोलायला सोडून दिला. त्याच्या सगळ्यात आवडती गोष्ट काय असते? तर तो चित्र काढायला त्याला खूप आवडतं. आणि तो एवढा स्वतःमध्ये हरवतो एवढा, अ, त्याच्याच आयुष्यामध्ये हरवून जातो, की तो हां, की तो चित्र काढायचं सोडून देतो चक्क.
हं. बरोबर. हां. दुःख होतं त्याला. हं. अरे बापरे!
हां, मग तो एक खूप भावनात्मक असा म्हणतो ना, एकदम अरे रे रे! मग, सगळं ते पण गेलं, तर मग राहिलं काय आयुष्यात, असं होतं ना एखाद्याच्या लाईफमध्ये. तसं ते त्याच्या लाईफमध्ये झालं होतं आणि अशा परिस्थितीत जसा तो अ, टीचर येतो, आर्ट टीचर येतो आणि त्याला सांगतो, की अशी लोकं आहेत, मोठे-मोठे सायंटिस्ट आहेत, मोठे-मोठे. जे आधी बोलतात, की ज्या लोकांना अशी अक्षरं ओळख करता येत नाही, हे करता येत नाही, त्याला वाटलं आता हा टीचरपण ह्याचेच ना बदनामी काय म्हणतो ना नावं ठेवायला आलाय. पण तो नावं न ठेवता उलट ते सायंटिस्टची नावं घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे मग त्याला तो एकदम अ, चक्क सरप्राईज झाल्यासारखं असं म्हणतो ना, अरे हे काय? हां, मग प्रत्येक वेळेला तो घाबरतो, की माझं नाव घेतात की काय, माझं नाव घेतात की काय, तर त्याचं नाव घेतलंच जात नाही एंडपर्यंत. भरपूर जणं म्हणजे मोठे, मोठ्या लोकांची नावं, मोठी-मोठी एक्झाम्पल असं घेतात. आणि त्या हे करतात. अच्छा असं आहे, म्हणजे मी काय वेगळा नाही आणि मी ही करू शकतो आणि मग तो पहिल्यांदा त्या टीचरला सहज रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतो. म्हणजे तो बोलतही नव्हता हां, हां.
हं. बरोबर. हो ना. हां. हं, हं. हं. बरोबर. बरोबर. अरे वाह! हां. हां, म्हणजे तो रिलेट होऊ शकला कुठेतरी. की मी एकटा नाहीये. <laughs> हां. हां. बरोबर. म्हणजे हळू-हळू तो खुलायला लागतो, त्याचं मन त्याचा हळू-हळू उघडायला लागतो. हे म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली माहितीये का. म्हणजे त्याच्यामागची कारणं पण, की तुम्हाला ही का भावते ही कथा, ही मालिका, मालिका की त्याच्यामागे कारण काय, ठळक काय रिझन्स आहेत. मग बघा ना, ही कथा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, असं तुम्हाला कुठेतरी वाटलं का, की कुठेतरी तुम्ही त्याच्याशी थोडे रिलेट झाले? जेव्हा तुम्ही बघितलेली, असं काही कधी वाटलं?
नक्कीच. हो. हं. हं.